2-3 वर्षातून एखाद्या वेळेस गेले तर गेले अश्यातला प्रसंग असतो तो. अन् तिच्याही घरचे काय होतात ना नॉर्मली शक्यतो आपली संस्कृती वेगळी आहे, अन् आपल्याकडे कसं आपल्याकडे फार अ, पारख-निरख आहे आणि आपल्या लोकांचं कसं आहे ना एकदम, मनात बसलं तर मनात बसलं म्हणजे मनात बसलं. हो, तर त्याच्यामुळे मग ते लोकंही शक्यतो येत नाही आणि आम्हीही फोर्स करत नाही, बाबा ठीक आहे जाऊ द्या.
हो, हो. हो. मराठी मराठी लोक. बरोबर. हां, ठीक आहे म्हणजे थोडंफार असं अ, भाषेचं पण अडचण वगैरे येत असेल, नाही का? त्यामुळे पण कोणी-कोणी असं सांगत असतील. कारण अ, मिक्स व्हायला थोडं अवघडच जातं ना ते, एकत्र यायला. मग असा कधी प्रसंग झालाय का? तुम्हाला काही आठवतं का? 2न्ही संस्कृतीमध्ये कधी काही मतभेद झाला?
तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होतो. हो, अ, नक्कीच मतभेद अ, झाला संस्कृतीमध्ये आमच्या. आमच्या लग्नाच्या वेळेस जे काही कार्यक्रम कार्यक्रम होते, त्या कार्यक्रमाच्या वेळेस भरपूर असे काही मतभेद झाला आणि त्यातलाच एक मतभेद असा झाला की अ, आपल्याकडं ते हळदीचा कार्यक्रम असतो.
हो.
हां, आणि काय होतं ना की आमच्याकडे लग्न होतं. अ, आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने करायचं होतं म्हणून आम्ही काय केलं होतं, की आमच्याकडे एक लग्न ठेवलं होतं की बाबा अ, महाराष्ट्र 2 2न्हीकडं झालं. एक आपल्या पद्धतीनं झालं महाराष्ट्रीयन पद्धतीनं सगळ्यात अगोदर माझ्या घरी. माझ्या माझ्या घरी झालं आणि मग 1 त्याच्यानंतर जे आहेत त्यांच्याकडे मग त्यांच्या गुजराती पद्धतीनं झालं.
हां. लग्न कुठे झालं होतं? अ, गुजरातला मा मा इथे? हां, हां.

आपल्या अ, आपल्या घराच्या बाहेर त्यांना ते एक हो. एक अ, बाज असते त्या बाजीवर पाट लावतात पाट अ, बाजीवर किंवा पलंगावर 2 लाकडी पाट लावतात आणि तिथे नवरीला आणि नवरदेवाला तिथे बसवतात आणि घरातले सगळे अ, जे अ, स्त्रिया आहेत. स्त्रिया अ, स्त्रिया अंघोळ घालतात आणि घरातले जे छोटे-छोटे लहान मुलं आहेत त्यांनापण त्या बाजेवर बसवतात आणि मग तिथे काय असते ना ते अ, जे आपण
हो. महाराष्ट्रात होतात ना ते. हो. हां, हां. हां.
अ, रीती केलेल्या असतात काही पूजा पाठ त्याच्यामध्ये जे काही हे झाले असतात, त्यातले मग ते वेगवेगळे धागे बांधलेले असतात ते धागे सोडावे लागतात. बरंच काही अ, त्याच्यामध्ये प्रोसेस होते आणि त्याच्यात एक प्रोसेस अशी असते, की ते खोबरं खायचं पाणी प्यायचं आणि ते थुकायचं एक-दुसऱ्याच्या अंगावर.
हं, हं. हं, हं. अरे बाप रे!
हं. हो. तर तिथे एवढं विलक्षण भांडण्याचं स भांडणं लागून गेले होते. ते मुली मुलीचे अ, अ, मुलीचे जे हे काका आहे. काका मुलीचे ते चुलत भाऊ आणि त्या बहिणी एवढं भयंकर चिडल्या त्या "ही कोणती प्रथा असती काहीतरी" म्हणजे ते सुरू झाले मग हिंदीमध्ये थोडंसं हिंदी गुजराती, की असं थोडी होत असतं, की "तुम्ही एक तर म्हणे ठीक आहे घरात बी नाही म्हणे तुम्ही एकदम बाहेर चार सग सगळ्या लोकांसमोर म्हणजे तुम्ही आमची इज्जत काढताय" म्हणे असं तसं. नाही हा प्रकार काहीतरी विचित्रच आहे म्हणे. मला आता कळतंय म्हणे, की आपण गुजराती आहे ना म्हणे, हे लोकं काहीतरी बदलाच काढत आहे म्हणे आपल्यासोबत असं-तसं हे. ते वेगळंच वळण घेतलं. मग ते वेगळंच वळण घेतलं. मग बऱ्याच लोकांनी येऊन सांगितलं त्यांना आमच्या शेजारच्यांनी, नातेवाईकांनी "नाही, नाही बाबा आमच्याकडे प्रथा आहेत." असं ते समजावण्या-समजावण्यात तो पूर्ण वेळ चालला गेला. म्हणजे आम्ही आम्हाला सकाळी बसवलं होतं 9:00 वाजता अंघोळ करायला. आमची ते अंघोळ वांघोळ होस तर दीड-दोन वाजून गेला होता.
<laughs> अरे बाप! हं. हो, हो. अरे बाप रे! हं. अरे बाप रे! त्यांना ती प्रथा माहिती नाही. हो, हो, हो. अरे बाप रे! जो तोपर्यंत तुम्ही तिथेच बसले होते दोघ जणं?
मग आता हे यल मोठं ह्याला समजायला गेलं तर तो भडकून येतो. त्याला समजवायला गेलं तर तो भडकून येतो आणि मग काही काळानंतर असं झालं, की आमच्याच अ, आमच्याच नातेवाईकांना ते भडकायला लागले मग.
अरे! मग तुम्ही ते सोडवलं का मग?
आणि मग झालं असं, की मग दोघांना सांभाळा. मी तर काही गेलोच नाही मध्ये. मी जिथे होतो तिथे बसून राहिलो. मी म्हटलं, "काय करायचं ते करा म्हटलं आता तुम्ही."
<chuckles> मग घरच्यांनी सोडवलं का मग हे काय?

आणि मग त्यांच्या घरात त्यांना गुजराती पण एकदम चांगल्या लेव्हलची गुजराती बोलल्या जातात, तिकडे जे प्रॉपर जी त्यांची गुजराती आहे, काठियावाडी गुजराती. तर ती काठियावाडी गुजराती, गुजराती तशी समस्थित अ, समजायला थोडी सोपी भाषा आहे. पण ते काठियावाडी गुजराती आहे ना, ती कळायला थोडीशी अवघड आहे. मग मला असा प्रश्न पडायचा, की नेहमी मी माझ्या सासुरवाडीला गेल्याच्यानंतर मग ते आपण बसून राहायचं, त्यांच्या सगळ्या टोटल, त्यांचं जे अ, गप्पा असायच्या किंवा जी काही विचारपूस काहीही, असेल ती गुजरातीमध्येच व्हायची. आणि आपल्याला काही कळायचं नाही त्याच्यामध्ये.
हां. हं, हं. <laughs> अरे बापरे! मग तिथेच
त्यात नेमकं चांगलं बोलत आहेत नेमकं चांगलं बोलत आहेत, की नेमकं वाईट बोलत आहेत? हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे....हो, त्यामुळे बऱ्याच वेळ
<chuckles> कळतच नाही, मार्गच नाही. <chuckles> मग काही तुम्ही तुमच्या अ वाईफला म्हणजे बायकोला काही विचारलं नाही का? काय बोलत आहेत, काय नाही? असं.
आता लगेच त्यांच्यासमोर काय विचारायला थोडंसं ऑड वाटतं ना आणि मग मी विचारायचो काय बोलत होते. ते ते सांगायचे नाही ते असंच आमची चर्चा चालू होती जुनी असं ते होते. मी म्हणल मग मी सांगायचो "अरे, मला तर असं वाटलं नाही बोलण्यावरून की तुमची जुनी चर्चा असेल, मला तर असं वाटलं की तुम्ही माझ्याचबद्दल काहीतरी बोलताय म्हणून." मग तेव्हा गंमत करायची, "हो, तुमच्याचबद्दल बोलत होते म्हणे, पप्पा."
<laughs> अरे! हां, हो, हो.
"हे असं आहे, तसं आहे. जा जावई कुम आपल्याकडं जावई म्हणतात, तिकडं कुमार म्हणतात, जावयांना....हां, कुमार म्हणतात. हां.
कुमार...आ, हां, हां. चांगले आहे बाबा म्हणजे, दोघी संस्कृती एकत्रच. हां.
ते अस सांगत होते. हां, सांगत होते म्हणे. हो. मग ती सांगायची की म्हणे ते सांगत होते, की "बाबा, <clicks tongue> आता हे कुमार आलेले आहेत त्यांना आपण फिरायला घेऊन जाऊ, त्यांना हे करू, त्यांना काय आवडतं, काय नाही?" अशा गोष्टी सांगत होते. मी म्हणलं म मला वाट ठीक आहे म्हणले गुजराती एवढी कळत नाही. पण मी म्हणलं एवढा पण मी काही बेवकूफ नाही म्हणलं.
<laughs> म्हणजे?
की मी हावभाव नाही का, मला हावभाव नाही समजू शकत म्हणलं एखाद्या व्यक्तीचे म्हणलं. असे, गमतीजमतीचे प्रसंग व्हायचे.
हो. बरोबर, म्हणजे कळायला मार्ग कळायला मार्ग नाही ना, ती लोकं काय बोलतात ते? पण त्यांना मराठी कळायची का?
नाही, त्या लोकांना अजूनही मराठी कळत नाही व्यवस्थित.